हे बघा एकदा असं झालं होतं. समजा मी ऑफिसला होतो ना, तेव्हा असं झालं की घरून मला खूप वेळा कॉल्स वगैरे येत आहेत, नाही का? मला वाटलं काय आहे मला एक-दोनदा मी मला सवय आहे म्हणजे मी हे करतो, इग्नोर करतो. पण दुसऱ्या अ, खूपच मला जेव्हा कॉल येऊ लागले, तर तेव्हा कळालं की माझा जो मुलगा आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झालाय, नाही का? मग अ, हां, तर मेडिकल अ, मग काहीतरी सायकल खेळताना तो पडला आणि मुलं कशी नाजूक असतात आणि तर अशी घटना घडली आणि घरी कसं अ, वाईफ वगैरे जे असते, तर ती म्हणजे अ, घाबरते आणि घरी गडी माणूस नसतो, तर तेव्हा आणखीनच त्यांना अ, म्हणजे हं, पॅनिक होऊन जातं आणि अशा अ, काळामध्ये कसं आहे वाईफ अ, किंवा आपला जो पार्टनर असतो ना, तो आपल्याला अ, ब्लेम करायला लागतो कारण की ते इमोशनली खूप अ, अ, अनस्टेबल असतात. स्पेशली जेव्हा
हां, हां. हां, हां. अच्छा. अरे बापरे! काय बोलता कशामुळे? अरे बापरे! हो, हो, हो. हां, हां. पॅनिक होऊन जातात. हो, हो. हां, हां. बरोबर. हां. हो, कमजोर होतात कुठेतरी म्हणजे भीती वाटते. बरोबर बोललात.
अनस्टेबल म्हणण्यापेक्षा म्हणेल त्यांचं अटॅचमेंट जे असतं ना मुलाबरोबर, म्हणजे मूल जे असतं त्यांचं खूप जास्त असतं. आता मुलालाच हात मोडलाय, तर त्या आईचं काळीज कसं धाकधूक करत असेल विचार करा. आणि त्याचा बापच तिथे उपस्थित नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये नक्कीच, हा ब्लेम ती करणार की एवढा तुम्हाला हे होऊन गेलंय का म्हणजे फोन उचलत नाही.
हं, हं, हं, हं. अगदी बरोबर. हो, हो, हो. म्हणजे काम एवढं इम्पोर्टंट झालंय मुलापेक्षा मोठं आहे का? हं, हं, हं, हं.
इम्पोर्टंट झाले का. हां, तर अशा गोष्टी तर नक्कीच घडतात. मग अशा वेळेस अ, फजिती होते नाही का आणि एमर्जन्सीमध्ये असं नाहीये की अ, अ, जर सांगितलं ना की असा-असा प्रॉब्लेम झालाय की वर्क अ, च्या प्लेसमध्ये मॅनेजर वगैरे कोणी असेल, ते पण अंडरस्टँडिंग अ, दाखवतात अशा काळामध्ये मी हे सांगेल. म्हणजे हॉनेस्टली जर तुम्ही सांगितलं अ, तर की असा-असा इश्यू झालाय, सर. तर अशाप्रकारे आपण एमर्जन्सीमध्ये जाऊ शकतो आणि अ, शेवटी फॅमिलीसाठीच आपण सर्व करतोय ना. जॉब कोणासाठी करतोय आपण? त्याच्यामुळे हं, हं.
हां. हं, हं. हं, हं. बरोबर. हां, हां, हां. अगदी बरोबर. हो, जीवाचे रान जे चालले आहे, ते अ‍ॅक्चुअली कुटुंबासाठीच आपण एवढे करतोय. बरोबर बोललात. हो.
कुटुंबासाठीच चाललेत. आणि यामध्ये टेक्नॉलॉजीच वापरायचं. मग मी तेव्हापासून काय केलं, कुठेही अ, म्हणजे घरचे जातात, तर त्यानं मध्ये जी-पी-एस ट्रॅकरचे ॲप्स वगैरे मी इन्स्टॉल करून ठेवले. म्हणजे त्यांची लाईव्ह लोकेशन मला मिळत राहील, नाही का? अ, iTag म्हणून हं, iTag म्हणून एक हे असतं, म्हणजे iPhoneचं एक अ, डिव्हाइस आहे. त्यामध्ये टॅग लावून जर ठेवला एखाद्या दिवशी, म्हणजे लहान मूल कुठे खेळत असेल, कुठे गेलाय, आता तो बाहेर जाऊन पडला होता. सुदैवाने शेजाऱ्याने पाहिलं आणि ते सांगितलं घरी. पण कोणी जर पाहिलं नसतं, तर कसं झालं असतं? म्हणजे कोणी चिरडून जर गेला असता, तर अवघड झालं असतं ना? तर
हं, हं. अच्छा. अरे वाह! हे खूप छान पाऊल उचललं तुम्ही. हां, हां. हं, हं. हं, हं, हं, हं. अरे बाप खूपच खूपच वाईट झालं असतं.
अशा अ, मला एक काळजी वाटायला लागली. मग मी टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला, त्याला iTag म्हणून एक असतं. म्हणजे असं गॅजेट टाइप छोटं कॉइन जो असतं ना, त्या टाइप. ते मग त्याला ब्रेसलेट दिलं, मुलाला घालायला, कुठेही तो जातो, तर मग ते आपल्याला डाय लाईव अ, ह्याच्यामध्ये दिसतं आणि त्याची चार्जिंग पण जास्त
हां, हां, हां, हां. अच्छा, अच्छा. लोकेशन वगैरे म्हणजे जी-पी-एस वगैरे असतो का त्यामध्ये?